<smacks lips> आता माणूस म्हटला, की कधी-कधी खचतो. कधी-कधी नाही का आपल्याला आर्थिकदृष्ट्या आपण कधीतरी आपल्याला म्हणजे घरातली एक अ, म्हणजे खर्च खूप वाढतात. ते कसे निभवावे? असा प्रश्न पडतो. पण कुठे ना कुठेतरी एखादं किंवा अशी 1-2 गाणी असतात, ती आपण सतत जेव्हा ऐकतो. कुठेतरी आपल्याला धीर मिळतो, थोडा विश्वास वाढतो आपल्यातला. तर असं कुठलं एखादं गाणं आहे का हो? ज्याच्याबद्दल तुम्ही बोलू सांगाल, अ, की तिथे म्हणजे कठीण वेळेत तुम्हाला खूप साथ मिळते या गाण्याची?
हो, नक्कीच, नक्कीच सांगायला आवडेल मला, की मी अगदी ल बालपणापासून एक गाणं ऐकत आलेलं होतं. बालपणी मला असं वाटायचं, की "अरे, हे गाणं अ, बालगीत आहे." असं वाटायचं मला. आणि जसं-जसं मी मोठं होत गेलो, तसं-तसं मग अ, त्या गाण्यातले अ अर्थ कळायला लागले, त्या गाण्यातले शब्द कळायला लागले. मग ते कळलं, की अरे हे मोटिव्हेशनल सॉन्ग आहे. मग ते मग असे काही अ, कठीण दिवसात किंवा डिप्रेस झालो आहे. अ, मन लागत नाही. तेव्हा मग हे गाणं ऐकतो आणि मी म मोटिव्हेट होतो, असं ते गाणं आहे.
<smacks lips> अरे वाह! कुठलं गाणं आहे नेमकं सांगाल का?
हो, नक्की. ते हिंदी चित्रपटातलं गाणं आहे. दोस्त नावाचा चित्रपट होता. त्यातलं गाणं आहे गाडी बुला रही है, सिटी बजा रही है, चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है। <chuckles> अशा अशा प्रकारचं ते गाणं होतं.
अरे वाह! अरे वाह! तर काय काय तुम्हाला आवडतं? म्हणजे नक्की काय आवडतं या गाण्यातलं?
अ, अगदी म्हणजे बालपणी तर ते मला तुम्हाला जसं सांगितलं मी बालगीत वाटायचं ते. तर ती अ, त्या स गाण्याच्या सुरुवाती व्हिसलचा आवाज आहे. ते गाण्याचं अ, रेल्वेचं त्या त्य अ, रिदमवर त ते गाणं आहे. तर अ, तेव्हा तर ते बालगीत म्हणून आवडायचंच पण जसं मी मोठं झालो, तर तेव्हा मग अ, त्यातलं जे एक अ, ध्रुवपदलामधलंच वाक्य होतं की चलना ही जिंदगी ही, चलती ही जा रही है.
हो ना.
म्हणजे आपलं जीवन हे चालण्यासाठी आहे, थांबण्यासाठी नाहीये. कठीण वेळेस आपण काय तर कठीण प्रसंगी आपण असं थोडंसं थांबून जातो. अ, विचारांनी म्हणा किंवा कामानी म्हणा किंवा अशा सगळ्या गोष्टी थांबतो आपला स्टॉप लागतो एक. एक ब्लॉक येतो, एक फुल स्टॉप लागतो, नाही का? तर मग, ते गाणं मला हे शिकवतं की नाही, थांबायचं नाही. तुम्हाला अ, चालतच राहायचंय.
हो ना. अगदीच. हो ना.
हं, तर त्यामध्ये असे अ, बरेचशे अ, काय त्याला म्हणूयात अ, अंतरा आहे की अ, सीने में आग, अ, दिल में तूफान, अ, दिन है के रात निकली. म्हणजे मी त्याचा अ, काय त्याला म्हणूयात अं, अ, आयुष्याशी अशी सांगड घालतो त्याची की अ, आपलं आयुष्य म्हणजे अ, रेल्वेसारखं आहे, ट्रेनसारखं आहे. आपल्याला चालतच राहणं आहे. आणि आधी बघा त्या ट्रेनम अ, ट्रेनला, कोळशाचे कोळशामुळे चालायची ती कोळसा असं ते जाळायची त्याच्यावरती तो मग तो अ, वाफ अ, निर्माण व्हायची आणि मग ते इंजिन चलायचं. त्यामुळे ट्रेन चालायची ती. तर मग त्या गाण्यामध्ये असं आहे ना, सीने में आग, म्हणजे अ, जी काही आग होती जी कोळसा वगैरे टाकून ती अ, अ, तो जळतो तो जळतो आणि तो चांगल्या कामासाठी जळत असतो. त त्याचा ते हां, येस. त्याचं अ, वाफ निर्माण होते
अगदीच. हो ना. अगदीच. नक्कीच. हो ना. त्याच्यामुळे ट्रेन चालायची. हो. नक्कीच. जळतो, काहीतरी चांगला परिणाम मिळतो. नक्कीच. जर नाही का कठीण वेळेला आपल्याला अशाच गोष्टींचा आधार वाटतो अहो. म्हणजे एखादं गाणं जर असलं, त्याची साथ आपल्याला असली, तर खूप आधार होतो. तर अ, असं असतं का हो आता हे आता कठीण काळी म्हणजे तुमच्यावर स म्हणजे वाईट दिवस असले तर तुम्हाला हे गाणं आठवतं. तुम्हाला काय वाटतं? असे आपल्या आयुष्यात वेगवेगळे क्षण असतात, नाही का? कधी आपल्याला खूप आनंद होतो, कधी आपण प्रेमात असतो, कधी दुःखात असतो. तर प्रत्येक प्रसंगासाठी वेगवेगळं गाणं माणसानी ठेवावं, का असं एकच गाणं चालत नाही का सगळं? काय वाटतं तुम्हाला प्रसंगान
हो, हो. नाही नाही, हेच. अ, आता प्रसंग वेगवेगळे आहेत, भावना वेगवेगळ्या आहेत. अ, इमोशन्स वेगवेगळे आहेत. तर मग त्या सगळ्या अ, गोष्टींना अ, गाणीही वेगवेगळीच हवी, असं अ, एकच गाणं सगळीकडे अ, नाही फिट होत. अन आणि करूही नाही मला असं वाटतं. वेगवेगळी सगळं अ, चव वेगवेगळे, रंग वेगवेगळे, अनुभव वेगवेगळे, मग गाणंही वेगवेगळं असं मला वाटतं, आवर्जून वाटतं असं.
नाही फिट होत. नक्कीच. नक्कीच. तर आता अ, त हे बघा आता तुम्ही म्हटलं की एखादा प्रसंग असला, दुःखाचा असला, सुखाचा असला, तर अ, वेगवेगळी गाणी म्हणजे लोकं ऐकतात, त्यांना असं कुठलं तरी एक गाणं आवडतं त्यावेळेला. तर ते का आवडतं हो, असं तुम्हाला वाटतं? असं ते नेमकं त्या गाण्यात काय असतं? म्हणजे त्याचे शब्द असतात की सूर असतात? का आपण, नाही का, ते टीव्हीवर वगैरे बघितलं असतं, तेव्हा ते बघून आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळते, नक्की काय असतं त्या गाण्यामध्ये?
तर खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन असतं. ज्या गोष्टींचा तुम्ही सगळा उल्लेख केला, की त्यातले लिरिक्सपण आवडतात, शब्दही आवडतात त्यातली, त्यातलं संगीतही कधी-कधी खूप भावतं. अ, गायकी आवडते, गायक आवडतो. अ, सिनेमा बघितलेला असेल तर त्यातली सिच्युएशन आवडते. ती आपल्याला रिलेट होते. आणि आपल्याला ते आवडायला लागतं. म्हणजे परिस्थितीनुसार ते असतं. म्हणजे नाचायचं तर मग ते फास्ट बीटवाल्याच गा गाण्यावरच तुम्ही नाचू शकतात. त्यामुळे ते इकडे नाचताना मग तुम्ही बीट्सवर जास्त लक्ष देतात. मग शब्द इकडचे तिकडे झालेले असले अ, किंवा अ, चालून जातं मग. पण तेव्हा मग ते बीटवरच असलं पाहिजे, नाचणचं असलं पाहिजे आणि थोडंसं धमाकेदार म्युझिकच असलं, तरच तुम्हाला नाचायला मजा येते. तेच जर तुम्ही अगदी भावनात्मक झाला आहात, थोडंसं सॅड आहात काही अं सॅड आहात. तर मग तेव्हा त्याचं पद्धतीचं गाणं शांत, शब्द जास्त आपल्या हृदयापर्यंत पोहोचतील आणि कळतील आणि रुजतील असेच शब्दांच गाणं, किंवा आपण आनंदात आहोत तर मग ऑडलिंग केलेलं गाणंही आपल्याला आवडतं, मग प प पग घुंगरु बांध मीरा नाची थी. असंही आवडतं आपल्याला. तर मग ते आनंद व्यक्त करण्यासाठी वेगवेगळी अ, गाणी असू शकतात. असं मला वाटतं आणि म्हणून आपल्याला ती त्या-त्या सिच्युएशनला त्या-त्या पद्धतीची गाणी आपल्याला आवडतात.
हो ना. हो. गाणं हवं. बरोबर. चालतात हो. हो. हो ना. नक्कीच. हो ना. तर अशा वेळेला म्हणजे नाही का, अ, संगीताचा किती मोठा आधार होऊ शकतो. म्हणजे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक वेळेला संगीत किती आपल्याला मदत करू शकतो, आपली साथ देऊ शकतं हे तर तुम्ही बोललात. जर एखादा माणूस म्हणजे तो म्हणजे तो संगीतच ऐकत नसेल तर तुम्ही त्याला काय सुचवाल? कारण अशी लोकं असतात ना, की त्या तुम्ही त्यांना विचारलं, "अरे, तुला कुठलं गाणं ऐकायला आवडतं?" ते म्हणतील, "नाही, मी नाही आवडत गाणी मला नाही आवडत." तर तुम्ही काही सांगू शकाल का त्यांना कारण संगीत किती महत्वाचं आहे हे तुम्हाला तर माहिती आहे. त्यांना तुम्ही पटवून द्याल ही गोष्ट?
हं. हो, हो, नक्कीच-नक्कीच. अगदी मी साधं उदाहरण देईल त्यांना, की अ, माणूस अ, जन्माला येतो तेव्हापासून त्याच्याबरोबर संगीत असतं आणि तो जातो ह्या हे जग सोडून तर तोपर्यंत ते संगीत त्याच्याबरोबर असतं, ते म्हणजे हृदयाचे ठोके.
हो ना.
हृदयाचे ठोके हे सुद्धा एक संगीतच आहे. धक-धक, धक-धक, धक-धक, धक-धक ते करत असतात. आपलं हृदय चालू असतं ते संगीतच आहे. तर निसर्गानेही आपल्याला अ, संगीताची साथ देऊन इथे सोडलं आहे. तर तुम्हाला संगीत हे आवडलंच पाहिजे आणि संगीत हे काही साधं-सुधं नाही, ते अगदी थेरपीचं सुद्धा काम करतं. अगदी तुम्ही, अ, वेडे जर होणार असाल तर संगीत तुम्हाला त्या अ, वेडेपणापासून त्या डिप्रेशन पासून असं सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला त्यातुन उम्म, बाहेर काढण्याची ताकद संगीतामध्ये आहे. तुम्ही जर आनंदी आहे तर तुमचा आनंद द्विगुणित करण्याची ताकद त्या संगीतामध्ये आहे, की तुम्हाला नाचायला ते म्हणजे नुसतं तुम्ही गाणे आवडत आहे तर तुम्ही नाचत नाही तर तुम्हाला नाचायला ते प्रवृत्त करतं. तुम्ही जर अ, एखाद्या अ, खास अ, काय म्हणूया भावनेमध्ये आहात, रोमॅन्टिक भावनेमध्ये आहात तर तुम्हाला ती गाणी ऐकून तुम्हाला आणखी तुमचा जो काही अ, रोमान्स आहे तो अ, फुलून निघतो. अशा प्रत्येक गोष्टी आहेत तर तुम्ही गाणी ऐकलीच पाहिजे, असं मी त्या व्यक्तीला सांगेन.
नक्कीच. वाचवू शकतो. नक्कीच. नक्कीच. नक्कीच. तर आता हे बघा, अ, कधीतरी आपलं असं नसतं, की आपला एकच गाणं असतं आपलं आवडीचं किंवा एकच कारण एवढी गाणी येत नाही की इतकी लाखो गाणी आहेत. तर त्यातलं एखादचं गाणं आवडणं म्हणणं थोडं कठीण जातं माणसाला. तर अशा वेळेला लोकं काय करतात, की एक प्लेलिस्ट बनवतात. म्हणजे नाही का जर आता लग्न प्रसंग म्हणा तर सगळी लग्नाची गाणी किंवा आपण ट्रिपला जेव्हा जात असतो तेव्हा नेहमीच एक प्लेलिस्ट बनवतो म्हणजे ट्रिपमध्ये 8-10 तास ऐकता येतील एवढी गाणी. तर असं तुम्ही तुम्ही स्वतः केली आहे का हो कुठली प्लेलिस्ट वगैरे अशी स्वतःसाठी?
हो. अगदी बरोबर. हो, हो, माझ्याकडे आहे. म्हणजे मी जेव्हा प्रवासाला निघतो तो माझ्याकडे पेनड्राइव्ह आहेच म्हणजे अर्थात तो माझ्या कारमध्येच आहे.
हो ना.
तर त्यामध्ये. <clears throat> अ, विविध गाणी आहेत. अ, मी क किशोर कुमारचा खूप चाहता असल्या कारणाने किशोर कुमारची प्लेलिस्ट माझ्याकडे आहे. म्हणजे हिट्स ऑफ किशोर कुमार आपण त्याला म्हणू शकतो आणि किशोर कुमारची जी गाणी आहेत ती प्रत्येक अ, भावनेतली गाणी आहेत. तुम्ही जर अ, ऐकली असतील गाणी त्यांची, तर तुम्हाला एक लक्षात येईल मग आनंदाचा क्षण असो, दुःखाचा असो, रोमान्सचा असो, प्रवासाचा असो, अ, अगदी फनी असेल अशा प्रत्येक जॉनरची गाणी त्यां त्यांनी गायलेली आहेत आणि ती ऐकायला आवडतात मला आणि मग त्या पद्धतीनेच ती प्लेलिस्ट ही आहे.
अरे वाह! हो ना. अरे वाह! तर आता ही गाणी तुम्ही म्हणजे तुम्ही म्हटले, की तुम्हाला नाही का किशोर कुमार हे जे गायक आहेत, ते खूप आवडाय आवडतात. तर म्हणून तुम्ही त्यांची गाणी घेतली. तुमची प्ले लिस्ट कोणती कधी शेअर करता का हो तुम्ही, तुम्हाला असं मत मागितलंय तुमचं? "अरे, तुम्ही खूप छान गाणी ऐकता, तुमची प्ले लिस्ट शेअर करा," असं करता तुम्ही?
हो, हो. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, की माझे जे पेन ड्राइव्ह आहे माझ्या माझ्यासारखाच क्लोन पे पेन ड्राइव्ह माझ्या 2-3 मित्रांकडे आहे. त्यांच्या गाड्यांमध्ये आहे. तेही जेव्हा प्रवासाला जातात. तर ते ऐकतात. म्हणजे अर्थात त त्यामध्ये थोडेसे रफी साहेबांची गाणी आहेत, मुकेश साहेबांची गाणी आहेत, लता दीदींची गाणी आहेत, आशा भोसलेची गाणी आहेत. अ, आर. डी. बर्मनचं एक खास फोल्डर आहे त्यामध्ये. असं
हो. हो ना. अरे वाह!
असे आहेत सगळं म्हणजे आणि ते माझ्या मित्रांना मी ते शेअर करतो. त्यांनी मागितलं तर मी असं कधीच म्हणत नाही, "नाही तुला नंतर देतो वगैरे," नाही. लॅपटॉप वगैरे किंवा कॉपी करण्याची अ, असेल तिकडे मूभा. तर लगेच मी ताबडतोब करून देतो त्यांना. अं, हो, हो.
नक्कीच. करून देतो. अरे वाह! तर आपला आनंद दुसऱ्यांशीपण वाटावा, ही खूप चांगली गोष्ट आहे. आता हे बघा ना, आता गाणी जेव्हा ऐकतो आपल्याला जेव्हा त्रास होतो किंवा काही आनंद होतो, प्रेमात असतो, तर आपण गाणी ऐकतो. गाणी आपण शक्यतो हेडफोन लावून ऐकावी असं माझा म्हणजे खरंच विनंती आहे लोकांना. कारण <chuckles> काही लोकांना कशी सवय असते, की ते पूर्ण आवाजात स्पीकरवर गाणी ऐक आपल्या घरात बसून ऐकतात, ठीक आहे, पण कुठे ना कुठे तरी तुम्हाला वाटतं, की माणसालाही त्रास होतो. आता तुम्ही एकच गाणं म्हणजे तुम्ही प्रेमात पडलाय म्हणून दिवसातनं पन्नास वेळा ऐकाल कारण तुमची प्रेम भावना जागृत होते. पण शेजाऱ्यांना वगैरे कधी त्रास होतो का ओ अशा गोष्टींचा? काय वाटत तुम्हाला?
नाही रिस्क घेत. हं, हं. हं. हं, हं, हं. हं, हं. अं, अ, मी फार अ, जोरदार ग म्हणजे जोरदार आवाजात गाणी लावत नाही. ऐकत नाही. मी माझ्या अ, घराच्या बाहेर त्याचा आवाज जाणार नाही याची काळजी घेतो मी. आणि मी इतरांनाही सांगेन, की तसंच करा आणि सार्वजनिक ठिकाणी आजकाल जे अ, डीजे वगैरेचे जे आवाज असतात. त्यामुळे तर खरंच आपल्यालाही त्रास होतो. सगळ्यांना म्हणजे एखाद्या कॉलनीत असेल. तर कॉलनीच्या प्रत्येक घरामध्ये तो आवाज असतो. तो त्रासच होतो. म्हणजे त्या बीट्सचा वगैरे. म्हणजे रिपिटिशन गाणं नको. हो, हो.
नक्कीच. हो ना. हो. हो. मग ती भावनाच हरवून जाते ना कुठेतरी. ती म्हणजे प्रेमळ, ती सुंदर भावना असते. ती कुठेतरी हरवून जाते माणसाची.
अ, हो. आणि ते अ, कानांना छान नाही वाटत ना ते ते ऐकणं. तर
हो, ते आवाजच होऊन जातो मग गाणं नाही राहत ते.
आवाज फक्त तो शोर म्हणतो ना आपण त्याला. हां, ते आहे शोर आहे तो. हे नाहीये. अं, संगीत नाही ते. ऐकणं नाहीये ते. त्यामुळे मग आणि आपणही गाणी ऐकत असू तर आपल्या घ अ, घराच्या बाहेर, आपल्या रूमच्या बाहेर इतरांना त्रास होणार नाही. आणि आपण आनंद घेतोय ना, तर आपण छान आनंद घ्यावा. दुसऱ्याला त्याचा त्रास होणार असेल. तर अजिबात तसं करू नये. मग सेम गाडीच्याबाबतीत पण आहे, की लोकं
हो, हो, हो. नक्कीच. संगीत नाहीये. बरोबर. बरोबर. नक्कीच. हो ना, खूप खबरदारी हो, खूप खबरदारी करावी अशा वेळेला आपण. आणि आता संगीत आहे. संगीताचं किती महत्व आहे आपल्या आयुष्यात. आपले काही कठीण प्रसंग असले आयुष्यात, तेव्हा आपण काही गाणी ऐकतो. त्याच्यामुळे आपल्याला साथ मिळते, मदतही होते. खूप छान बोललात तुम्ही या विषयावर. खूप चांगली, चांगली उदाहरणं दिलीत. यासाठी तुमचे खूप-खूप आभार. धन्यवाद.
तुमच्याशीही बोलून फार छान वाटलं. अ, तुमचेही खरं तर खूप खूप आभार. थँक यू, थँक यू व्हेरी मुच.
हो, हो.